हो, नक्कीच तर अ, मी एक दिवस असा निवडला माझा बर्थडे निवडला मी आणि हां, हां आणि बर्थडेच्या दिवशी मेसेज फोन वगैरे मी काय केलं अ, म्हणजे केले नाहीत रिसिव्ह. आणि त्यांना सांगितलं की अ, म्हणजे असं मेसेज टाकला की आय एम बिझी नाऊ अँड म्हणजे नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करते असं त्यांना सांगितलं आणि जे जे शुभेच्छांचे मेसेज वगैरे होते, ते पूर्ण मी दुसऱ्या दिवशी त्याला रिप्लाय केला, की असं-असं मी माझं काम होतं, त्याच्यामध्ये बिझी होते त्यामुळे मी बोलू नाही शकले. तर तुमच्या या शुभेच्छांबद्दल धन्यवाद असे मी सगळ्यांना मेसेज टाईप करून टाकले मेसेज टाईप करून टाकले दुसऱ्या दिवशी आणि जे काही खास लोकं होते ना, त्यांच्याशी मी फोनवर बोलले की, "असं-असं माझं खरंच काम होतं तर मला ऍक्च्युली वेळ देता आला नाही ऑफिसच्या कामामुळे तर अ, स क्षमस्व त्यासाठी आणि तुमच्या या शुभेच्छांचा मनापासून धन्यवाद" असं आणि नक्कीच भेटू असं त्यांना सांगितलं आणि नंतर काही-काही लोकांना मी भेट पण दिली पर्सनली, म्हणजे असं केलं, म्हणजे ती एक सुरुवात होती.
हं, हं. अच्छा. हां. अरे वाह! अच्छा! खूप छान. हो. अच्छा. हं, हं. हो. <laughs> अच्छा. अरे वाह! हं, हं. अरे वाह! अरे वाह! वाईट वाटू नये. हो.
हो, वाईट वाटलं आणि स्टार्टच मी माझ्या बर्थडेपासून केलं म्हणजे ते मला चांगलंच लक्षात राहिलं आणि थोडं डोक्यात राहिलं, हो ना आणि मग त्याचा फायदा व्हायला लागला. मग हळूहळू मी अ, 9:00 च्या आतच बंद करायला लागले, अर्धा तासचच ठेवायला लागले, टीव्ही पण मी 2-2 तास बघायचे, तो 1 तासावर आला, असं केलं, म्हणजे अ, पूर्ण असं ते कमी, कमी, कमी, कमी करत ना, तर एक दिवस मी पूर्ण रविवारचा फॅमिलीसाठी ठेवला, मग ती फॅमिलीची काही कामं, घरातली काही कामं असं करायला लागली. असं इन शॉर्ट असं मी मॅनेज केलं.
अरे वाह! चांगलं होऊ दे. हं, हं. हं. हं. हं, हं. अरे वाह! अरे! खूपच छान आणि मग या या सर्वातून मग समजा तुम्ही कसं त्या करमणुकीला आणि क किती वेळ वापरता आता सध्याला मोबाईल तुम्ही नेमकं?
उम, हो न आता तर खूप कमी झालंय आणि आता इंटरेस्ट गेल्यासारखाच झालाय माझा मोबाईलचा, म्हणजे WhatsApp असून नसल्यासारखं असतं किंवा आता Instagram, Facebookला लॉगिन करून पण आता मला जवळ-जवळ महिनाभर झाला असेल. मी महिन्यातनं एकदा चेक करते ते. इतकं झालंय. म्हणजे सुरुवातीला 1 मिनिट सुद्धा मी न अ, लक्ष लागणारी आता महिना-महिनाभर बघत नाही, म्हणजे माझं मलाच आश्चर्य वाटतंय. म्हणजे हा बदल अ, खूपच पॉझिटिव्ह म्हणावं लागेल आणि खूपच चांगला आहे आणि मी रोज आता मोबाईल म्हणते ना तुम्हाला, संध्याकाळी एक अ, अर्धा तास नोटिफिकेशन चेक करते आणि सकाळी एक, अर्धा तास आणि दुपारी ऑफिसमध्ये एक 10 मिनिटं करते बस. बाकी त्याच्यावर मी वापरत नाही आणि मुलीला पण कमी केलंय, कारण मुलीला पण वेगवेगळ्या एक्टि-व्हिटीमध्ये मी एंगेज केलंय, तिला क्राफ्ट्स म्हणा किंवा काही अ, होमवर्क करणे म्हणा किंवा असं काही अ, घर-घर खेळणे किंवा छोटी स्वयंपाक खेळणी आहेत त्याच्याबरोबर खेळायला लावते, हो किंवा मी खेळते तिच्याबरोबर चेस, कॅरम वगैरे असं. <sighs> हां.
हं, हं. <chuckles> अच्छा. अरे वाह! खूपच छान. हं, हं. हो. हं, हं. अरे, वाह! खूपच छान. अरे, मस्त. अच्छा हं, हं. हं, हं. हो, हो ठीक आहे ना. अच्छा <laughs> अरे वाह, खूपच छान आणि म्हणजे तुम्ही घरच्यांनाही मर्यादा आखून दिल्यात तुमच्या कुटुंबातील अ, व्यक्तींना जे जास्त खेळत होते आणि अजून म्हणजे कोणी कोणी वापरायचं का डिजिटल साधनं तुमच्या कुटुंबात?
हं. हो, हो.